हां. म्हणजे कसं आहे रफली तर मी प्लॅन करूनच ठेवते. आणि कुठल्या दिवशी असं असते ना, नॉनवेज कुठल्या दिवशी बनवायचं काही वार असतात आपण पाळतो ना? तर त्याचे वार पण मी डिसाईड करते, की चला ह्या दिवशी नॉनवेज करायचं, ह्या दिवशी वेज कराय तर त्यानी पण आहे ना एक बऱ्यापैकी कामं इझी होतात आणि ग्रोसरी पण ग्रोसरी म्हणा भाजीपाला म्हणा तर ह्या अ, मी आठवड्याला भरून ठेवते मला जास्ती स्टॉक करायला आवडत नाही आणि तशी गरजही पडत नाही. कारण की आ
हं. हो ना. हं, हं. भाजी शिळी होऊन जाते ना. बाकीच्या गोष्टी चालतात, पण भाज्या शिळ्या होतात. हां
हां. हो. आणि कसं आहे मी गावात असल्यामुळं फ्रेश रानातली आम्ही भाज्या तर ती अ, अशी विकत आणण्याची आम्हाला गरजच पडत नाही, खरं सांग
अरे वाह! वाह! वाह!
<chuckles>
नाही आणि त्यांनी अन्नाची चव बदलते. आपली तब्येतही चांगली राहते, जेव्हा आपण ताज्या भाज्या खातो, त्यात बराच फरक पडतो आपल्या तब्येतीवर.
हां. ते, ते आहे खरंच. ते तर एक आहे, की ताज्या भाज्या खाल्ल्याने, स्वादही त्या भाज्यांचा खूप वेगळा लागतो.

ते बसले आणि मी माझ्या ऑफिसला गेले, पण माझ्या ऑफिसला त्यादिवशी थोडा लेट झाला, जॉइन करायला. पण ह्या गोष्टी होतच असतात.
हो ना, पण काय करायचं? हो ना. कारण कधी आता तुम्ही म्हटलात, की एकदम एखाद दुसरा माणूस आला तर आपल्याला एवढं वाटत नाही, पण 10-12 लोकं आले, म्हणजे तेवढा रवा पण घरात नशीब तुमच्याकडे होता तेवढा रवा शि तेव्हा. पण
हो. नाही, ते आम्ही ते स्टॉक करूनच ठेवू, आम्हाला ती सवय आहे. कोण पण असं ते दारात उभं राहतं ना, तर ते आम्ही स्टॉक करून ठेवतो सर्व.
अच्छा. हां, तुम्ही बोललात ते. हो, हो, हो.